तर अ, त्या गार्डनला मी रोज सकाळी फिरायला जातो. पण मी एकटाच जात नाही तिथे. माझे काही मित्र आहेत, तर त्या मित्रांचा आम्ही ग्रुप तयार केलाय, की हां, तर तो ग्रुप नाही का सकाळीच एकमेकाला फोन करतात आणि रेडी होतात. आणि आम्ही तिथून चालत, चालत त्या गार्डनमध्ये जातो. गार्डनमध्ये पूर्णतः तिथे अ, गार्डनची पूर्ण राउंड मारतो. जवळ-जवळ सकाळी माझं 7 ते 8 किलोमीटर चालणं होते आणि त्यामध्ये अ, 3-4 किलोमीटर जे आहे, 3 किलोमीटर जवळपास आमचं पळणं पण म्हणजे रनिंग पण होते. त्यामध्ये म्हणजे सकाळी चांगला हेवी वर्कआउट आमचा झालेला असतो. त्यामुळे कसं आहे ना, की अ, दिवसभर ती अ, अ, ऊर्जा जी आहे अ, व्यायाम केल्यामुळे ती दिवसभर टिकून राहते. असं आहे ते. <laughs> हां. नंतर मग हां नंतर मग काय आहे की एक अस शेड्यूल मी सांगितलं तुम्हाला ते तर सकाळचं झालं. त्यानंतर घरी यायचं. मस्त आपलं एक अ, गाणं लावून टाकायचं आणि गाणं लावलं की मस्त आपले जे दैनंदिन कामं आहे, ते सुरू करायचे. मस्त आपलं ब्रेकफास्ट वगैरे आहे ते छान बनवायचं आणि ब्रेकफास्टमध्ये बघा आपण काय करतो ना, अ, काहीपण शीळं खात असतो, कधी अ, ब्रेड वगैरे खातो. या गोष्टी होते ना, की जी अ, प्राणशक्ती मिळायला पाहिजे जी एनर्जी मिळायला पाहिजे ना, अ, तेवढी ती पूर्ण शरीरात भेटत नाहीये. अ, पहिलेच आपण सकाळी 7 ते 8 किलोमीटर चाललो काही त्यामध्ये पळालो, हेवी वर्कआउट झाला, तर अ, यामध्ये शरीराची झीज होते आणि ती अ, झीज नाही का, भरून काढण्यासाठी आपल्याला प्रोटीनची खूप जास्त आवश्यकता असते. हां. तर मी काय ठरवलं की रात्री अ, कडधान्य भिजून ठेवायचे आणि सकाळी, सकाळी मस्त त्यांना फोडणी देऊन, मस्त लगेच त्याची एक अ, रेसिपी हां, स्प्राउट बनवून त्याला अ, मीठ आणि थोडंसं तेल वगैरे टाकून छान त्याला खायचं सकाळी, सकाळी.
हां. अच्छा. हं. हं. <chuckles> ओके. हं. अरे वा! हं. अच्छा. हं, हं. हां. हां. छान. मस्त. मग पुढे? मग पुढचा दिवस? हं. हं. <chuckles> हां. हां, हां, हां. हो. हं. हां. हं, हं. हां. बरोबर. हां. वाह! स्प्राउट एक अ, हां, रेसिपी. हं. हं. वा! म्हणजे स्प्राउट सॅलड खाता तर तुम्ही सकाळी रोज. हं. वाह, वाह, वाह! छान, छान.
हां. ते आहे की. माझ्या ते पूर्ण शेड्यूलमध्ये फिक्सचं करून ठेवलं. <laughs> बरोबर.
हां, हां. चांगलंय, चांगलंय. मग व्यस्त कसे होता तुम्ही पुढे दिवसात? हं.
हां. आता काय आता इथून खरी मजा सुरू होते. सकाळी अ, तेवढं झाल्यानंतर मला 9:00 वाजता बरोबर ऑफिसमध्ये टच व्हायला लागते. तर हां, सकाळी ती एनर्जी जी आहे ना, आपण बाहेर वगैरे जातो सगळं काही करतो आणि ब्रेकफास्ट पण चांगला हेवी झालेला असतो. तर ती एनर्जी एकदम अ, येऊन जाते शरीरमध्ये, तर मी काय करतो की ऑफिसमध्ये जायचं ना, तर माझ्याकडे बाईक आहे बघा. तर मी बाईकने न जाता मी मेट्रोने जायला सुरुवात केली.
हां. अच्छा. हं. हां. हं, हं, हं. अच्छा.